तुम्ही सकाळी जेव्हा उठता, तेव्हा सकाळी उठल्यानंतर, सगळ्यात पहिले कुठला पेय तुम्हाला घ्यायला आवडतं ओ? म्हणजे नुसतं गरम पाणी? का चहा? का कॉफी? आणि त्यामध्ये काही अशी वेगळी व्हरायटी आहे का, जे तुम्हाला आवडते? आणि नेमकं जर का, तुम्हाला चहा आवडतो तर का बरं? आणि कॉफी आवडते तर, का बरं? जरा सांगणार का?
अ, नक्कीच. सकाळी उठल्यावर मला जे आहे की चहा घ्यायला आवडतं; कारण की काय आहे, सुरुवातीपासून घरात चहा बनतो आणि ते चहाची काय आहे ती ओढच लागलेली आहे. जो सकाळी-सकाळी जो चहा बनतो, दूध टाकण्याच्या अगोदर त्याचा जो घरामध्ये सुगंध दरवळतो. आणि, एक लहानपणापासून असलेली सवय म्हणा की जेणेकरून मला जे आहे की, चहा प्यायला आवडतं पण बऱ्याच वेळा असं होतं की ऑफिसमध्ये असल्यामुळं काय होतं, त्यात आता ती कॉफीची सवय लागलेली आहे की, कॉफी ऑफिसमध्ये काय होतं की, शक्यतो कॉफीच अ, जास्त पिण्यात येते, पण माझा प्रीफरन्स जो आहे नेहमीसाठी तो चहाच आहे की, सकाळी उठल्याच्या नंतर चहा पिल्याच्या नंतर थोडंसं बरं आणि चांगलं वाटतं मला.
हम्म. अच्छा. हम्म. म्हणजे, जरा हे सांगणार का? की तुम्हाला जर चहा आवडतो, तर ते म्हणजे सवय असल्यामुळे आवडतं का?
नक्कीच. मला सांगायला आवडेल की, आता काय मला ते चहाची एक सवयच झालेली आहे, तर जेणेकरून मला आणि ती चव असते आणि एक काय आता ती सवय रूटीनमध्ये लागलेली आहे, की जेणेकरून सगळ्यात अगोदर जे आहे, सकाळी उठल्याच्यानंतर, चहा घेतल्याच्यानंतर, थोडंसं माइंड फ्रेश होतं आणि मग त्याच्यानंतर बाकी काय एक्टिविटीज करायच्या? मग त्याच्याकडे थोडंसं लक्ष जातं असं होऊन जातं ते.
आणि चव पण, हां. हं, हं, म्हणजे एका प्रकारे तुमची ऊर्जा पण वाढते का त्यामुळे?
नक्कीच, ऊर्जा वाढते म्हणजे त्याच्यातला असा अर्थ आहे की, चहा घेतल्यानंतर थोडासा तर-तरीपणा आल्यासारखा होतो आणि मग असं वाटतं, की बाबा आता जी काही थंडी वाजत आहे, ती थंडी वाजत नाही, मग आता काही मी काम करायला मोकळा होतो. एक माइंडसेट झालेला आहे. तो एका प्रकारचा तसं बघायला गेलं तर, की जेणेकरून जे की, थोडंसं एक आता धावपळ करायला, स धावपळ करायला काही हरकत नाही. असा जो आहे, तो एक थोडासा मेंदूला एक संकेत जातो आणि त्याच्यानंतर मग सगळी कामं पटा-पट व्हायला सुरुवात होतात.
हां. हं, हं. हम्म. अरे वा! मग अ, अशा वेळेस कधी झालं का तुम्हाला की, तुम्हाला आता तुम्ही एका प्रकारचा चहा तुम्ही सांगितला की, तुम्ही त्या दूधचा चहा तुम्हाला आवडतो. पण त्यामध्ये तुम्ही कधी असं दुसऱ्या प्रकारचे पण चहा तुम्हाला कधी तुम्ही म्हणजे तुम्हाला पसंत पडलंय का? मसाला चाय, आलचं चाय, अदरकचं चाय, असं काय तुम्ही केलं का कधी?
अ, नक्कीच अ, काय आहे आता घरात जो चहा बनतो त्याच्यामध्ये आलं तर टाकलंच जातं; पण त्याच्यानंतर काय आता अ, बऱ्याचवेळा असं रेग्युलरमध्ये तर नाही वापरत आम्ही, कधी-कधी जे आहे, ते असं एक मसाला आहे की, जेणेकरून चहाची थोडीशी चव बदलल्यासारखी होती. एक चॉकलेट फ्लेवरचं आमच्या घरामध्ये वापरतात. चॉकलेट फ्लेवरचं एक आहे की, ते बऱ्याच वेळा थोडंसं वापरलं जातं की, विशेष म्हणजे कोणी पाहुणे आले त्यावेळेस, मग तो चहा केला जातो शक्यतो. पण रोज नाही केला जात तो.
हम्म. अच्छा. हम्म. बरोबर.
तो एक चहा आवडतो मला, आणि मग बाहेर काय आहे ना, आमच्या ऑफिसच्या जवळ जे आहे की, तिथं जे आहे, ते इराणी चहा भेटते. तर त्याची काही मज्जा वेगळीच आहे, ऑफिसच्या लोकांसोबत जाऊन तिथे चाय पिण्याची.
हम्म. काय आहे इराणी चहा? त्यामध्ये काय असते असं?
आता आमच्याकडे जी चहा बनती, तशी तर ती बघायला गेली तर प्रॉपर इराणी चहा नाहीये; पण त्याचं काय आता नावच पडलेलं आहे इराणी चहा म्हणून तर ती चहा जी बनते ना, तो व्यक्ती जो चहा बनवतो प्युअर दुधामध्ये ती चहा बनवतो तो; आणि बरेच काही असे मसाले त्याच्यामध्ये वापरतो तो, दालचिनी झालं, परत इलायची झालं आणि त्याचा काही एक सिक्रेट मसाला आहे तो त्याच्यामध्ये वापरतो आणि शक्यतो काय आहे ना तो, ते
बरोबर. अरे वाह! हं.
पातीलं जे वापरतो, ते पितळाचं पातीलं आहे ते चहासाठी वापरतो तो. आणि तो एका वेळेस जेव्हा ते चहा बनवतो एका पातेल्यामध्ये ठराविक त्याचं ते दुधाचं प्रमाण असतं आणि तो चहा बनवायला तो कमीत कमी जो आहे 15-20 मिनिटाच्या अगोदर जास्त वेळ घेतो, एवढ्या वेळेस तो चहा गरम झालेला असतो, अक्षरशः.
हं. अरे वाह! हं. अच्छा! बरोबर.
आणि, एक विशिष्ट काही चव आहे त्याची त्याची सिक्रेट मसाल्यांमुळं, आणि मग तो चहा प्यायला आवडतो आणि तो 1 कप चहा पिल्याच्यानंतर असं बऱ्याच वेळा असं वाटतं की, चहा पिण्याची इच्छा होत नाही.
हं. हां. म्हणजे ते त्याची एक ती सीक्रेट अ, हां, जसं तुम्ही ते म्हटलंय, छान! मग हे <chuckles> चहा पिणं ही जी सवय आहे, हे तुम्ही कुठे शिकलात? म्हणजे हे घरापासून घराचं वातावरण होतं? का तुमचे पालक तुम्ही आई-वडिलांकडून हे बघून तुम्ही चहा प्यायला शिकले? का तुमच्यासोबत असं पण झालं का, की कॉलेजमध्ये ही सवय लागली, ऑफिसची सवय, मित्रमंडळ मित्रमंडळीच्या प्रभावामुळे असं काही झालं का? काही आठवण आहे का?
हो, वैशिष्ट्य म्हणा. हो. नक्कीच. चहा तर तसे घरी प्यायला तर नाही शिकलो मी आणि घरी तसे शक्यतो हेही होतं, की रिस्ट्रिक्शनही होतं, की चहा प्यायचा नाही, दूध प्यायच, Bournvita प्यायचा. जेणेकरून काय अ, थोडंसं, चांगलं राहतं ते. चहा चांगला नसतो असं तसं ते घरातून पहिल्यापासून होतं. पण अ, शिक्षणानिमित्त जेव्हा बाहेर होतो ना मी, तेव्हा काय असायचं आणि त्याचं एक रूटीनच असायचं तिकडचं. त्या हॉस्टेलमधून सकाळी उठलं किंवा त्या रूमवरून उठलं का सकाळ सकाळी तर सगळेच जणं काय आहे, ते चहाच्या टपरीवर जायचे तिथं. थोडंसं लांब वॉक करत. आणि, काय व्हायचं ना तिथं गप्पा, गोष्टी बऱ्याच वेळेला मग ते सकाळच ऊन असायचं. त्या उन्हात बसायचं थोडंसं, 8-9 वाजेपर्यंत. मग त्याच्यानंतर मग
<laughs> हो. बरोबर.
9 काय घरी अ, हॉस्टेलवरती रूम सोडायचं, तयार व्हायचं आणि मग कॉलेजला जायचं. मग, हळू-हळू का होत नाही, मग मलाही त्या चहाची सवय तिथं लागली कुठेतरी. आणि मग त्याच्यानंतर काय व्हायचं, की फावल्या वेळामधी, कॉलेज झालं, की त्याच्यानंतर पुन्हा त्या चहाच्या टपरी, ते चहाची टपरी न होता असं झालं, ते एखादं काय
हं.
एखादा आमचं हेड ऑफिस झालं ते. एखादं कार्यालयाचं, की जो कोणी कुठं नाही भेटला तर तो, चहाच्या टपरीवर दिवसभरामध्ये भेटेल, की जो कॉलेजला नाही आला, ज्यानं बंक मारला किंवा आपण एकटे आपण एकटे आपल्याला बोर झालं, आपण काही काम निमित्त कुठे जाऊ नाही शकलो. त्या चहाच्या टपरीवर गेलं, की कोणी एक ना एक तो दिसतोच. आणि मग नकळत मग चहा होतेच. का, "अरे चहा घेणार का? द्या एक चहा." मग असं व्हायचं, त्याच्यामुळे ती सवय जास्त लागून गेली चहाची. त्याच्यानंतर मग असं झालं, की घरी आल्याच्यानंतर म्हणजे काय झालं, की बरेच मित्र असतात, मग "कुठे आहे, काय करतोय? चल कुठे भेटायचं? मग ये, या चहाच्या हॉटेलवर ये, आपण तिथे चहा प्यायला भेटू." आपल्याकडे ते एक परंपराच आहे, की आपण कुठे भेटायचं ते चहाचे हॉटेल आपले ठरलेले असतात.
<laughs> अरे वाह! हां. अरे वाह! हां. <laughs> <laughs> परंपराच झाली आहे चहाची. हो.
जेणेकरून ती, सवय नाही तुटली, चहा पिण्याची.
अरे वाह! म्हणजे तो एक असा टप्पा बनला तुमच्या मित्रमंडळासाठी, की तिकडे बसून बोलणार, गप्पा गोष्टी करणार, चहा पिणार. वाह! म्हणजे खूपच सुंदर, मग असं कधी मला सांगा तुम्ही, की व्यावहारिक बाबतीत जेव्हा आपण म्हणतो किंवा उठल्यानंतर किती वेळात असा तुम्ही घेता चहा? आणि मग नंतर दिवसभरात तुम्ही किती वेळ असा चहा घेतात? कसं बदलतात? जरा, काही म्हणजे अ, उदाहरण सांगणार का? जेव्हा तुम्ही कामात असता किंवा घरी असता?
अ, नक्कीच. आता काय आहे ना, की एसिडिटीचं प्रमाण वाढलेलं आहे, भरपूर काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते, कारण की हे धावपळीचं आयुष्य आहे; आणि वेळ पाहिजे तसा वेळ स्वतःला देता येत नाही. तर मी चहाचं प्रमाण काय आहे, शक्यतो कमीच केलंय. सकाळी मी एकदा एका सकाळी जेव्हा उठतो ना त्यावेळेस मी थोडासा अर्धा कप चहा घेत असतो. त्याच्यानंतर मी शक्यतो दिवसभर टाळतो. पण मग थोडंसं अगर झालंच मला, तर मग ऑफिसमध्ये थोडीशी कॉफी घेतो आणि जेणेकरून चहा कसा कमी करता येईल, कॉफी कशी कमी करता येईल की याच्याकडे थोडंसं लक्ष आहे माझं. पण ती कमी होणार नाही आणि ती सवय तुटणार नाही याची मला मला थोडीशी गॅरंटी आहे. आणि कधी-कधी होतंच की आता मित्रांसोबत भेटायला गेल्या अन मग आग्रहास्तव, कोण पाहुण्याच्या घरी, मग ते चहाचं प्रमाण वाढतं. 1 जागी 2 होतात. पण स्वतःसाठी मी असा नियम बांधला, घरी तर मी 1दाच घेतो.
बरोबर. हम्म. बरोबर. पण बाहेर असताना मग अ, जेव्हा तुम्ही कामावर असता, तेव्हा मग असं दिवसातून किती वेळ असं होतं 3-4 वेळा तुम्ही पिता का चहा?
अ, नाही, तिथं तुम्ही शक्यतो आता कमीच केलेलं आहे चहा पिणं, पण एखाद्या वेळेस झालं तर मग फारच ते असं होतं ना, की फारच कंटाळवाणा वाटत आहे किंवा काम करण्याचं मन नाही आहे किंवा थोडंसं असं आळस आल्यासारखं वाटतंय. तेव्हा मग थोडंसं कसं असं वाटतंय, कॉफी पिल्यानं ठीक अ, कॉफी पिल्यानं थोडंसं
हम्म. मग 1च कप कॉफी पिता का? का असं 2-3 कप पिता?
चांगलं वाटायला लागते हां. नाही, 1च कप कॉफी पितो मी की 4-5च्या दर 4-5 ही माझी वेळ ठरलेली आहे. त्यावेळेस घेतलं तर घेतो किंवा असं काही फिक्स नाहीये माझं की मला पाहिजेच म्हणून.
हम्म. मग ह्यामध्ये कॅफीनबद्दल जर का आपण बोललो, तर मग तुम्हाला काय वाटतं, की जास्त कॅफीन घेल्याने घेतल्याने काही त्याचा प्रभाव तुम्हाला दिसतो का? म्हणजे तुमच्या पचनावर? तुमच्या झोपेवर? तुम्ही जर का उशिरा चहा घेतला, उशिरा कॉफी घेतली, तर काही असं त्याबद्दल काही सल्ला द्याल का?
अगदीच, हे कॅफीनमुळं काय होतं ना, की ठीक आहे थोड्या वेळासाठी काय होत नाही तुम्हाला. रिफ्रेशमेंट वाटतं, पण हे कॅफीन कुठतरी शरीराला हानीकारच हानीकारकच आहे आणि याच्यामुळं काय होतात ना, की एसिडिटीचे प्रमाण वाढतात तुमचे. त्याच्यानंतर जे ते अ, पचनक्रियेवर थोडंसं त्याचा इफेक्ट पडतोच आणि त्याच्यानंतर मग झालं असं, की आता हे चहा, कॉफी हे घेतल्याच्यानंतर जे आहे ना, ते आपली जेवणाची वेळ असते ती जी भूक असते ना, ती भूक कमी होऊन जाते. बऱ्याच वेळा मला असं जाणवलं, की हे भूक कमी होती
हम्म. हां, बरोबर.
आणि जेणेकरून मग काय आहे, की हे पदार्थ आपण कमी केले पाहिजे किंवा शक्यतो याचा वापर टाळलाच पाहिजे. मला असं वाटतं.
हां, म्हणजे छान! की, एका वेळानंतर कॉफी आणि चहाचं प्रमाण हा एकदम कमी करणं, की जेणेकरून झोपेवरती त्याचा जास्त फरक नाही पडला पाहिजे. छान! म्हणजे खूपच चांगल्या प्रकारे तुम्ही ह्या गोष्टीला समजवलं, सांगितलं की, चहा किंवा कॉफी आणि तुमचा तो रूटीन कसा बनला आहे? तुम्हाला काय आवडतं? तर तुमच्याशी संवाद करून खूप छान वाटला आज. तुम्हाला धन्यवाद.
अ, मला ही तुमच्याशी बोलून फार छान वाटलं आणि नक्कीच पुन्हा बोलायला आवडेल. तुमचे मनापासून आभार आणि खूप-खूप धन्यवाद.